अगदी बरोबर. अगदी बरोबर. तर आपल्याला काय वाटतं, समजा एक प्लेलिस्ट जर समजा असली, तर ती आपण किती वेळ ऐकली पाहिजे? म्हणजे किती दिवस ऐकली पाहिजे अन् त्यात चेंजेस वगैरे कसे करावे आपण?
अ, मला तर वाटतं, म्हणजे प्रत्येकाची चॉईस असू शकते. तर माझी प्लेलिस्ट आहे, ते कधी-कधी मला असं वाटतं, की म्हणजे मला कधीही काहीही आवडू शकतं. असं आहे माझं. की म्हणजे माझ्या मूडवर डिपेंड असतं, की कुठलं गाणं ऐकायचं किंवा कुठलं नाही ऐकायचं. अ, किंवा मला असं वाटतं, की म्हणजे बघा ना जर म्हणजे अ, दर आठवड्याला तुम्ही असं 15 मिनिटं रेडिओ मोड देखील ऐकू शकता, जेणेकरून खूप जुनी गाणी, मधली गाणी किंवा आत्ताची ट्रेंडिंग ही शफल होतील. आणि म्हणू शकतो, की Spotifyवर तुम्ही बघत असाल, तर नक्कीच किमान नवीन 5-5 कलाकार तुम्ही सेव्ह करू शकता. की जसं की त्याच्यामध्ये मग त्यांची गाणी तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि म्हणतात ना, एक आठवडाभर ती गाणी जसं तुम्हाला मघाशी म्हणाली, की शफलवर ऐका किंवा मग अ, म्हणजे आपल्याला कळू शकतं, की अरे ह्याची गाणी मला आवडत आहेत किंवा आता मला जसं की पंजाबी जसप्रांत किंवा त्यांची जी गाणी आवड तर त्यांची देखील मी गाणी ऐकू शकते किंवा प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी आहे, तर त्याच्याप्रमाणे तुम्ही गाणी ऐकू शकता. जर एखाद्याला मोटिव्हेशनची आवड असली तर ती देखील तिथे गाणी अशी मिळू शकतात आपल्याला ऐकायला.
हं, हं, हं. हं, हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो. अगदी बरोबर. हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. अच्छा, अच्छा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूपदा असं होतं ना हं, हं. बोला, बोला.
म्हणजे मला असं सांगायला हां म्हणजे मला असं सांगायला आवडेल, की जो अल्गोरिथम आहे ना अ, तो एकंदरीत असं म्हणू शकतो, की तो मित्रासारखा किंवा मैत्रिणीसारखा आहे. म्हणजे तो दिशा दाखवतो, पण अ, शेवटी गाणं तुमचं असतं. म्हणजे तुम्हाला हे करायचं असतं आणि खरं अ, सांगायचं, म्हणजे आपण जे संगीतप्रेमी आपल्याला आपण म्हणतो आजकाल आपण झालोय आणि म्हणजे मला देखील संगीताची आवड लागली, तर मला वाटतं, की ते अल्गोरिथममुळे झालंय असं झालंय, कारण का तो वेगवेगळी चॉइसेसची डिफरंट डिफरंट गाणी दाखवतो आणि मग मजा वाटते एकंदरीत ऐकायला.
हं, हं. हं, हं, हं. हं, हं, हं. अच्छा, अच्छा, अच्छा.

अगदी बरोबर, अगदी बरोबर. तुम्हाला कधी-कधी असं वाटतं का हो समजा अल्गोरिथम तुम्ही जसं बोललात, की नाही का एक गाणं तुम्हाला सरप्राइजिंगली म्हणजे आलं, अन् ते तुमचं एक टॉप पेल प्लेलिस्टमधलं सॉंग बनलं. जसं तुम्ही सांगितलं मराठी गाण्याबद्दल, तर असं वाटतं का तुम्हाला, अल्गोरिथम कधी-कधी एखादी म्हणजे नाही का एखादी शैली किंवा एखादा कलाकार वारंवार दाखवून इको बबल वगैरे तयार करतो?
हो, नक्कीच म्हणजे बघा ना, आता असं झालं की जवळच एक संजू राठोड यांचं गाणं आलं होतं अ, गुलाबी साडी म्हणा, किंवा आता त्यांचं शेकी शेकी आलं, नंतर सुंदरी सुंदरी आलं, जे आता ट्रेंडिंग होतं. तर ती सगळी गाणी बघा ना, सगळीकडे फेमस आणि त्याच्यावर असं म्हणतात, की म्हणजे ऑल ओव्हर इंडिया ही सगळी गाणी लोक वापरत असतात रीलसाठी म्हणा किंवा त्यांच्या शॉर्ट्ससाठी म्हणा. म्हणजे कुठल्याही अगदी तुम्ही जरी स्टोरी टाकलीत, तरी देखील तुम्हाला ते गाणं म्हणजे कुठेही Snapवर जा, Instagramवर तर तेच गाणं, ते ट्रेंड. आणि तुम्ही जसं म्हणालात, की ते बबलिंग होतं आणि मग त्याच्यामुळे अ, म्हणजे त्या अ, जो संगीतकार आहे, त्याला देखील एक मदत म मिळते, की जेणेकरून त्याचं जे गाणं आहे, ते टॉप आणि ट्रेंडिंग बनून जातं.
हं, हं. हो, हो, हो. हो, हो, हो. हं, हं, हं, हं. ट्रेंडिंग बनून जातं हो, हो, नक्कीच. म्हणजे या रील्स वगैरे तरी कुठेतरी फायदा करतात. म्हणजे नाही का, Instagram झालं हं, हं.
हो. नक्कीच म्हणजे ते अ हो, हो नक्कीच म्हणजे म्हणू शकतो, की तो इको बबल तयार होतो. आणि बघा ना, त्याच्यामुळे आपल्याला पण कंटाळा येतो. म्हणजे आपल्याला देखील एक गाणं माहिती नसतं कुठलंच, पण आपण ते सतत बघून, ऐकून, "अरे हां, माहिती आहे आम्हाला," मग ते असं असतं, की ते गाणं आपण Instagramच्या रीलवर बघतो आणि किंवा WhatsAppला जरी आपण WhatsApp ओपन केलं, तर कोणाचा तरी लहान मुलगा त्या गाण्यावर नाचत असतो. त्याच्यामुळे आपल्याला समजून जातं, की अरे हे गाणं आता ट्रेंडिंग आहे. असं काहीतर आपण बघतो.
हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो. बरोबर, बरोबर. हो, हो, हो. तर यामुळे लोकांच्या संगीताच्या चवीत काही फरक पडतो का? म्हणजे नाही का, लोक ती गाणी बघायला चालू करतात किंवा म्हणजे असं काय चांगला पडतो का वाईट पडतो यापैकी काय?